हो, अ, म्हणजे मला आठवतंय, की एक असा इन्फ्लुएन्सर होता सोशल मीडियावरती. जो
हां, हां.
चुकीचं असं काहीतरी खाद्यपदार्थ अ, विकत होता. आता त्याचं नाव घेणं उचित नाही राहणार. पण त्यांनी असे काही अं, प्रॉडक्ट विकलं होतं, ज्याच्यात थोडंसं लेड असतं ना, जे अ, विषारी असतं. अ, आपल्याला पचतच नाही शरीराला. आपण मरूनच जातो ते खाल्लं तर. ते ते सापडलं होतं त्याच्यात म्हणजे सायंटिफिक फूड रिसर्चमध्ये तर अशा गोष्टी होतात आणि बऱ्याच जणांचं नुकसानही झालं होतं त्यामुळे. बऱ्याच जणांना अ‍ॅडमिट वगैरे केलं होतं. अशी खबर पण आली होती एक-दोन वर्षांपूर्वी. तर मग अशा गोष्टी केल्या की नक्की तुम्ही तर अडकालच पण चुकीची माहिती पसरवून तुम्ही इतरांनाही प्रोत्साहित करता की ठीक आहे, काहीही केलं तरी चालतं पैशांसाठी.
हां, हां, हां. हो, हो, हो. अरे बापरे! हो, हो, हो, हो. बापरे! हां, हां, हां. हो. बरोबर, बरोबर. खरंच, म्हणजे ही चुकीची माहिती जर पसरली तर अ, म्हणजे कदाचित एखाद्याच्या अ, एक शरीरावर म्हणा, आरोग्यावर म्हणा एक इफेक्ट पडतो, एक मानसिक तणाव म्हणतो आपण त्याला. बरोबर.
हो, आणि जीवावरही इफेक्ट पडू शकतो ना.
बरोबर, बरोबर, खूपच छान. तर तुम्ही म्हणजे असं कधी तुमच्या म्हणजे मित्रांच्या बाबतीत म्हणा किंवा मग तुमचे असे रिलेटिव्हज आहे, कोणाच्या बाबतीत असं कधी बघितलंय का म्हणजे रिअल लाईफमध्ये खरंच?
हो. बघितलंय, म्हणजे असं अगदी जीव घेणं काही नाही बघितलंय. पण मला अं, माहिती आहे माझा एक अं, मामेभाऊ आहे. तो किती 22 वर्षाचा, 24 वर्षाचा आहे वाटतं आता. तर अ, तो असा बराच सोशल मीडियाच्या इन्फ्लुअन्सर्सच्या आहारी गेला होता. तो कसा जरा असा उंच आहे, जरा धिप्पाड आहे आणि सोशल मीडियावरच्या काही तरुणांना बघून तोही विनाकारण जिमला जायला लागला. ज्याची गरज नव्हती त्याला आणि ती अ, काहीतरी प्रोटीनची पावडर असते ना, ती तो खायला लागला ते बघून त्यांचं. तर त्यात त्याचं काय झालं, त्याची भूकच मेली त्यामुळे, म्हणजे तो त्याला भूकच लागायची नाही. एरवी तो फक्त ती प्रोटीन पावडर खायचा, जिममध्ये जायचा आणि घरी येऊन झोपून जायचा दिवसभर. तर अ, मी म्हणायचो ते जिमला जाऊन उपयोग काय जर तुम्ही झोपणार असाल दिवसभर तर? कुठेतरी अ‍ॅक्टिव्ह व्हायला पाहिजे ना, जिम मध्ये जाऊन आल्यावर. तर अ, तो अशी ती पावडरी खाऊन-खाऊन स्वतःच स्वास्थ्य बिघडवून ठेवलं होतं आणि मी जसं म्हणालो, तो उंचही होता आणि असा जरासा अ, हे होता स्थूल प्रकृ प्रवृत्तीचा होता, तर त्याचा दुष्परिणामच झाला. त्याची बॉडी तर काही बनलीच नाही, पण अ, त्याला अजूनच त्रास झाला जुलाबाचे वगैरे त्रास असे झाले त्याला बरेच. तर मग अ‍ॅडमिट करावं लागलं होतं, त्याला अक्षरशः त्यासाठी. तर बघा ना, हे कुठून त्यानी बघितलं. काही फार मोठ्या इन्फ्लुएन्सरकडेही बघितलं नाही त्यांनी. त्यांनी साधा कोणीतरी एक फिटनेसवाला इन्फ्लुएन्सर बघितला असेल त्याच्या अ, एज मधला किंवा त्याच्याहून थोडासा मोठा आणि त्याचं बघून तो ते करायला लागला सगळं. तर बघितलंय मी असं.
हां, हां. हां, हां. हां, हां. अरे बापरे! <exhales> हां, हां, हां. हो, हो, हो. हो, हो, हो, हो. बापरे! हां, हां, हां, हां. अरे बापरे! हां, हां, हां, हां. हो. बरोबर. हो. बरोबर. <inhales> हां, हां, हां, हां. बापरे! हो. बरोबर. <clicks tongue> हो.